हं.
आणि मी त्या स्टेशनवर आता थांबलोय, आता माझ्याकडे पर्यायच नाही काय करायचं? काय नाही, काय नाही, बसलो तर, त्याने
बरोबर. मग काय केलं तुम्ही त्यानंतर?
मी तर हरवलंच हरवलं साल्यांनी माझी बॅग देखील हरवली. म्हणजे काहीतरी कॉमन सेंस असायला पाहिजे तिथे.
हां. अरे बापरे! तेवढं असणं गरजेचं आहे. मित्र मित्राची बॅग हरवली आहे. म्हणजे मित्राची बॅग आपल्या सोबत आहे तर आपण उतरवणं ते गरजेचं असतं ना. कर्तव्यच असतं ते आपलं.
अगदी. मग मी त्या स्टेशनवर काय करणार काय नाही करणार. मग त्यानंतर अ, ते जे अ, हे असतात ना, काहीतरी ते टीटी वगैरे असतात ते इथले है ना, तर मग त्यांचं स्टेशन ऑफिस असतं स्टेशन ऑफिसमध्ये गेलो आणि मी त्यांना सांगितलं की मी कॉलेज थ्रू आलो आहे असं करून आणि त्यानंतर अ, माझी ट्रेन मिस झाली आहे तर त्यांनी कोऑपरेट केलं त्यांनी कोऑपरेट केलं त्यांनी सांगितलं की आता आहे ना, एका तासानंतर आहे ना, तुझी ट्रेन येणार एक ट्रेन येणार आहे त्या ट्रेनमध्ये बस आणि तू जा काही प्रॉब्लेम नाही तुझ्याकडे पैसे पैसे नाही. अ, "नॉट ॲन इश्यू" तसं कॉऑपरेट केलं. कारण की आमचे काहीतरी 120 अ, लोकं होते त्या ट्रेनमध्ये पूर्ण अ, होती. मी तिथे चंदीगडला पोहोचलो पण तिथे माझी बॅग नाही सगळे लोकं अ, तिथे त्या हॉटेलवर पोहोचले आणि अ, जेव्हा ती माझी बॅग हरवली आणि आता त्या ट्रिपमध्ये प्रत्येकाकडे कपडे आहेत, प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स नव्हते.
मग? हं. बरोबर. हां, हां. हं. बरोबर. हं. हां. हां. बरोबर. बरोबर. हां. बरोबर. हां. हं. बरोबर. हं. बरोबर. हां.
असे डॉक्युमेंट्स वगैरे तेव्हा काही होतं नाही तेव्हा आधार कार्डही नव्हतं, पॅन कार्ड होतं आय गेस. पण आधार कार्ड वगैरे हे प्रकारच नव्हते. तर ते ट्रिप माझ्यासाठी अशी झाली ना, की ना, आता बॅग आहे ना काय आहे ते टी-शर्ट आणि ते ट्रॅक पँट आणि ते चड्डी
हं. ब हां. बरोबर. हं. बरोबर.

हां, <chuckles> "घर का ना घाट का." असं होऊन गेलं होतं.
आणि पैसे देखील निघले पाहिजे. मी भिका मागत, मागत याचे त्याचे कपडे घातले, तिथे. हं. असं करून ते ट्रिप केलीये मी. भिका मागले मी, "बाबा दे रे तुझं टी-शर्ट दे, पैसेही नाहीये. मनालीवर पोहोचल्यावर देते." हं.
हां. <chuckles> हं. अरे बापरे! मग, मग तुम्ही ते हां, ती बॅगची कंप्लेंट नाही केली का? अ, रेल्वे ऑफिसमध्ये, की "अरे, माझी बॅग राहिली." हां.
केली ना. मी तिथे आहे ना चंदीगडच्या अ, जेव्हा मी चंदीगडला पोहोचलो आणि मग त्यानंतर आहे ना, आहे ना माझ्या कॉलेजचे मित्र जे होते जे हॉटेलला पोहोचले होते अलरेडी. तर मग त्यांनी आहे ना गाडी पाठवली होती, कारण की माझ्या जे प्रोफेसर वगैरे होते आमचे, त्यांना माहिती पडलं होतं, त्यांनी पाठवली होती. आणि मग मी यांना विचारलं, "अरे, बॅग घेतली आहे का?" यांनी सांगितलं, "नाही घेतली." आणि या गोष्टीला ऑलरेडी 2-1 तास झाले. तर मी गेलो त्या प्लॅटफॉर्म आणि त्यांना विचारलं ते बोलले, की "अरे, आता गेलं, गेलं आता कुठे शोधणार ना? इतके पॅसेंजर येतात, इतके जातात. कसं लक्षात राहणार? आणि अ, तर मग ते गेली आता जर भेटली तर तुमची एंट्री लिहून घे"
हं. बरोबर, हां. हां. हां. अरे, बापरे! हं. बरोबर, हां. तुमचा फोनही गेला होता का मग त्याच्यामध्ये?
फोन आ अ, माझ्याकडे फोन वगैरे काहीच नव्हतं ना, फोन वगैरे सगळं ते बॅगमध्येच होतं. माझं सगळंच गेलं तिथून. म्हणजे काहीच ना, अ, बाई पण गेली आणि बाईची व हे पण काय बोलतात लुगडंही गेलं असं.
असं आहे का? हां. हां. <laughs> बरं, बरं.
तर तशी परिस्थिती झाली होती. आणि अ, मग ते जे ट्रिप होती ना ती गंडली माझी असं कुठेतरी एकदम बकवास झाली ती. लोकांना पैसे मागत, मागत असं थांबावं लागायचं, की कोण खातंय तेव्हा जर त्यांनी घेऊन दिलं तर आपण खायचं.
खतरनाक. हं, हं. बरोबर, बरोबर. हां. हं. <chuckles> म्हणजे ते खतरनाक किस्सा असतो तो की, "अरे, जेव्हा समोरचा खाईल तेव्हा आपण खायला जाऊ." म्हणजे त्याला लाज तरी वाटेल, "अरे, याला पण खाऊ घातलं पाहिजे."
लाचारी, लाचारी. एकदम एकदम. जो मालिक जो भी
हां. मग त्या अनुभवातनं अ, त्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात? की याच्यापुढे कसं आपण राहायला पाहिजे, वागायला पाहिजे?
हं, हं.

तर मग तसं होतं आणि मोबाईल होता साधे मोबाईल होते ते Samsungचे कॉर्बी वॉर्बी असायचे ज्यांन मुलांकडे आणि आमच्याकडे तो माझ्याकडे ब्द Blackberry
हं. बरोबर.
चला हे सगळं झालं. ट्रेनचा प्रवास केला, सगळं काही व्यवस्थित चालू होतं. झाली रात्र, तर अ, आम्ही थोडं ड्रिंक वगैरे पण झाली होती आणि त्यामध्ये असं झालं ना, की बॅग वगैरे सगळं अ, ट्रेनच्या डब्यामध्येच आहे.
बरोबर. हां. हो.
अ, काही मुली वगैरे होत्या. आता मुलींना इम्प्रेस करण्यासाठी मुलं कुठल्याही हदवर जातील असं असतं ना, त्यातला मी एक.
बरं, बरं. हां, हां, हां. हां, अरे, बाप हां.
तर एखाद्या मुलीला तहान लागली, जी सर्वात सुंदर होती तिला. तर मग ती जिम्मेदारी मी घेतली. आता 2:00-2:30 वाजले, रात्री पाणी मिळत नाहीये आणि तिला असं होतं की पाणी मी बोललो की, "अरे प्रिन्सेस, मी आहे ना तुझ्यासाठी, चांद-तारे तोडून आणू श पाणी काय पडलं. थांब जरा, एक स्टेशन येऊ दे" "उतरतो."
हां. बरोबर. हं. आह. <laughs> हां. कुठल्याही आतपर्यंत जाऊ शकतो.
<chuckles> कुठल्याही हदापर्यंत जाऊ शकतो. आणि नवीन-नवीन प्रेमाची गाठ जोडत होती आमच्या, असं पण होतं ते त्याच्यामध्ये कॉलेजमध्ये. झालं आणि मग त्यानंतर आहे ना, एक स्टेशन येत होतं आणि अ, मग त्यानंतर असं झालं की त्या स्टेशनवर आहे ना. गाडी एकदम स्लो झाली म्हणजे थांबणारच आहे अशी झाली.
हां. हां. <chuckles> बरोबर. हां. बरोबर. हां. हां.
थांबणारच म्हणून अशी झाली आणि मग त्यानंतर मी आहे ना, त्या स्टेशनवर बोललो की, "आता उतरतो, पाणी घेतो आणि चढतो." आणि थांबाय थांबतेच आहे तुमच्या स्टेशनवर मी उतरलो.
बरोबर. हां. बरोबर. हं.
मी गेलो आणि ट्रेन आहे ना, अशी स्लो होते. हं.
चालत्या ट्रेनमधून उतरून गेले तुम्ही.
हां. हां, म्हणजे एकदम स्लो म्हणजे मी असं बोलतो ना, कोणीही उतरेल अशी. तशी तशी ती झाली. हां. आणि त्याच स्पीडवर होती ती हां, ती काही थांबली नाही.
हां. असं का? हां. बरोबर. अरे बाप रे!
तर मग मी गेलो तिथे ब ते दुकान होतं ना, त्याच्याकडे. तेवढेच अ, पैसे होते हातामध्ये ₹20 तेव्हा तर G-Pay-बिपे काही प्रकार नव्हता सगळं वॉलेट वॉल मोबाईल वगैरे सगळं ते त्या ट्रेनमध्येच माझं आणि मग मी ते घ्यायला गेलो त्यां त्याच्याकडून पाण्याच्या बॉटल्स घेतल्या, 2 पाण्याच्या बॉटल्स घेतल्या.
हं. बरोबर. हां, हां, हां. ट्रेनमध्ये हां, बरोबर. हं. हां.
त्यानंतर पाण्याची बॉटल घेतल्या त्याला पैसे दिले आणि तेवढ्यामध्ये ही ट्रेन थांबली नाही. ही झाली थोडी-थोडी चालू. चालू, चालू, चालू, चालू आणि मी ते बॉटल बघतोय आणि त्यानंतर ट्रेन बघतोय आणि त्यानंतर त्या ट्रेननी पकडला वेग आणि ती ट्रेन जशी पुढे जाते मी तिच्या मागे धावतोय, धावतोय, धावतोय, धावतोय ट्रेन गेली निघून. मित्र मला बघताहेत. की एकानी पण असा विचार नाही केला की चैन खेचूया आणि हे काय करूया.
बरोबर. हां. हां. बरोबर. हं. बरोबर. हां. <chuckles> हं. अरे बापरे! चेन खेचून. हां. <chuckles> म मग?
आणि मग त्यानंतर म्हणजे हे तर झालंच असं. पण हे इतके निर्लज्ज होते हा, ग्रुप की आहे ना
हां. हां.
ते लोक चंदीगडला उतरले. ते चंदीगडला उतरल्यावर ह्यांनी ह्यांच्या-ह्यांच्या बॅग घेतल्या. माझी बॅग तिथंच ठेवली. कारण की त्यांना असं वाटलं ...आणि आहे ना, ते तसेच सगळे उतरले तिथे आणि माझी बॅग त्या ट्रेनमध्येच राहिली. चंदीगड माझ्या इथून मी जिथे होतो ना, तिथून कमीत कमी काहीतरी एक, अ, अ, 6 तास आणखीन अ, डिस्टन्सवर होतं.
अरे बाप रे! अरे बाप हां.

आणि एवढ्या हद्द पर पडलं पाहिजेल का, एका मुलीसाठी.
काय? नाही. मी अ, ते तर सांगेल की अ, सावध रहा, सतर्क रहे.
हां. अ, हां, <chuckles> सावधान रहिये, सतर्क रहिये.
हमेशा सतर्क रहे, सावधान रहिये, सतर्क रहिये. कभी भी कोई भी घटना घड सकती. ना, तर मग ते अवेअरनेस जी आहे ना ती आली कुठेतरी आणि अ, त्यानंतर मुलीच्या बाबतीमध्ये असे गोष्टी होतात असं मला कळालंय की अ, असं झालंच नसतं. बरेच मुलं होते, त्यांनी काहीतरी केलं असतं.
बरोबर, हं. बरोबर. हां. <chuckles> बरोबर, हां.
पण एक काय आहे, हा त्या त्या मुलीने खूप सहकार्य केलं मला त्या ट्रिपमध्ये. हा, तिने पैसेदेखील दिले होते. मी सांगितलं होतं, "घरी जाऊन देईल तुला." तिने असं तिच्याकडून माझं
हं. असं आहे का? <chuckles> मग? बरोबर. मग तुमचं ताळमेळ बसलं का नाही?
हा?
तुमचं ताळमेळ बसलं का नाही?
शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म लव्ह स्टोरी, अशी फक्त तितक्या तितक्यापुरतीच मर्यादित असणारी प्रेमकथा. तशी प्रेमकथा होती आमची. तेवढीच होती. म्हणजे ती तिथल्या तिथेच संपली. हो.
असं. असं आहे का? बरोबर, बरोबर. मग त्यानंतर घरी आलेत तुम्ही आणि घरी आल्यावरती मग तुमच्या आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती, काय ते बोलले?
हसत होते माझ्यावर. म्हणजे, हसत होते. त्यांना असं वाटत होतं, की तुझ्यासोबत हसंच व्हायला पाहिजे. की काय गरज होती. त्या त्या कारण, की त्यांचा नकार होता ना जाण्यासाठी. नको जाऊ.
असं, हां. हं. अरे आणि असं का वाटत होतं त्यांना? असं आहे का? हां. <chuckles> हं.
नको जाऊ. तू पनोती आहे. तू कुठेही जातो, तर काहीतरी होतं तुझ्यासोबत. म्हणजे हे माझे भाऊ-बंध जे होते, त्यांना असं होतं, की तू तू कुठेही जातो, तर गडबडच करतो. काय गरज होती तुला जायची? काही गरज नव्हती तुला. मग त्यानंतर घरा बट एक चांगलंही झालं माझ्यासाठी, की ती बॅग हरवली. त्याच्यानंतर मग नवीन नवीन कपडे घेतले. मस्तपैकी.
अ. हां. बरोबर, बरोबर. हं. हां. कपडे हां, एक एक चांगला. काहीतरी एक चूक झाली, पण चांगलं दुसरं झालं नवीन.
एक कपडे मोबाईल साधा भेटला, पण तो डब्बा मोबाईल होता ना, तो डब्बा मोबाईल मोबाईल नाही भेटला. आणि तेव्हा
अस आहे का? हां, Nokiaचा भेटला होता का?
अ, Nokiaचा अ, को एक साधा मोबाईल होता मला. तर त्याचं नाव चायना मोबाईल जास्त होतं हो तेव्हा.
हां, बरोबर. <chuckles>
ज्याचा आवाज जास्त यायचा. चल छैया छैया छैया छैया असा <chuckles> जोरात आवाज करणारे असे मोबाईल जास्त होते तेव्हा. तर ते अ, ते भेटले होते. बट एक तर ह्या ट्रिपमध्ये मी एक गोष्ट जे अनुभव आहे की
हां. <chuckles> हं. बरोबर. हं.
ते माझ्यासोबत घडणं ही गरजेचं होतं, मला असं वाटतं, की जर ते नाही घडलं ट्रिपमधली माझी मेमरी कुठेतरी मिस झाली असती. तर प्रत्येक आता 120 लोकं, प्रत्येकाला माहिती आहे माझ्याबद्दल आणि प्रत्येक व्यक्ती मला ओळखतो.
बरोबर, हां. बरोबर.